काम करताना एक वेळ अशी येते अ, जेव्हा मनात ना सतत एक विचार फिरत राहतो. आपण सध्या जे करतोय, ते खरंच अ, आपल्या मनासारखं आहे का? अ, किंवा आपल्याला त्यातनं काय आउटपुट भेटतो असा आपण विचार करतो. तर तुम्ही मला सांगू शकता का, की करियर बदलण्याचा विचार अ, मनात प्रथम कसा येतो?
एकतर मला असं वाटतं की एखाद्याला करियरचा जर कंटाळा आला ले असेल तर त्याला असं वाटू शकतं की "नाही, मी हे नाही करू शकत. मला काहीतरी दुसरं करायच आहे." किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये खूप जास्त कला किंवा कौशल्य असतील. जी त्याला थोडीशी एक्सप्लोर करायची आहेत आणि त्यात पैसा कमवायचा असेल मुख्य म्हणजे किंवा नाव कमवायचं असेल. तर तो नक्कीच हा विचार त्याच्या मनात आणू शकतो की "मला हे नाही करायच आहे, याऐवजी दुसरं काहीतरी करायच आहे."
हां. हं. हं. हं. अच्छा. हं. बरं. नक्कीच म्हणजे अ, एक म्हणू शकतो की अ, आपल्याला काहीतरी चेंज करायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी जेव्हा नवीन शिकायचं आहे. तर अ, आपण अ, करियर स्विच असा हा ऑप्शन आपण आणू शकतो मनात. अ, कधी-कधी काही लोकांना असतं बघा करियर स्विच करणं, म्हणजे ती एक भीती वाटते की नवीन काम कसं असेल? अ, आपल्याला ते जमेल, जमणार नाही. तर त्या अ, लोकांनी कशी सुरुवात करायची?
हो नक्की. अगदी खरं आहे. म्हणजे भीती ही असते त्याला इंग्रजीत फिअर ऑफ अन्नोन म्हणतात ना? की मला माहितीच नाही आहे की पुढे काय होऊ शकेल? पण माझा हा खूप महत्वाचा एक सल्ला मी माझ्या जे कोणी लोकं कनेक्टेड आहेत त्यांना देतो. की मुळात तुम्हाला जर करियर स्विच करायचा विचार आला, तर त्याच्या मागे काय भावना आहे? तुम्ही काय डोळे मिटून तर नाही करियर स्विच करत, आहे ना? तुमच्या आधी काहीतरी एक ध्येय कुठेतरी कोपऱ्यात असतं, ते तुम्हाला एक्सप्लोर करायचं असतं किंवा वाढवायचं असतं. म्हणून तुम्ही ठरवता की मला करियर बदलायचं आहे. त्यामुळे अंधारात गोळी न मारणे हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर भीती तुमची कमी कशी होईल? जेव्हा तुम्ही थोडेसे क्लिअर कराल. त्यासाठी नक्कीच काही टिप्स आहेत जे मी मला नक्कीच आवडेल सांगायला.
हं. हां. हं. हं. हं. अगदी बरोबर. हं, हं. हं. अच्छा. ते तुम्ही अ, नक आम्हाला एक तर नक्कीच अ, तुमचं पटलं आणि आवडलं की अ, करियर बदलणं हा खूप अ, मोठा निर्णय झाला. आणि जेव्हा एक माणूस जेव्हा निर्णय घेतो नक्कीच त्यामागचं काहीतरी कारण असणार आहे. त्याचे काहीतरी ध्येय असणार आहे. अ, तर ते माणसाने त्यावर विचार केला पाहिजे. अ, तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे काहीतरी टिप्स आहेत, तर ते टिप्स तुम्ही आम्हाला सांगाल का? <chuckles>
हो, हो. नक्कीच. म्हणजे बघा ना, पहिली गोष्ट तुम्ही जे म्हणालात ना, की भीती जी येते ती भीती पळवण्यासाठी काही टिप्स आहेत ह्या. पण करियर स्विच करणं जे आहे ते दुसरं कोणी येऊन सांगत नाही तुम्हाला. की अ, अगं तू हे करियर नको करूस ते करियर कर. हे ना? म्हणजे अ, आपण जॉब चेंजचा सल्ला देऊ शकतो एखाद्याला. पण करियरच जर बदलायचं असेल, म्हणजे मी जर सॉफ्टवेअर इंजिनिअर असीन आणि ते बंद करून जर मला अ, बॉलिवूडमध्ये मॉडेलिंग करायचं असेल. तर त्याला आपण करियर स्विच म्हणू शकतो नाही का? किंवा माझा जॉब बंद करून मला एक चहाचा स्टॉल उघडायचा असेल, तर तेही एक करियर स्विचच झालं एका प्रकारचं. तर ते कोणीही तिसरा व्यक्ती येऊन सांगत नाही तुम्हाला, की तू करियर स्विच कर बरं का. ते आपल्याच आतून आलेला आवाज असतो. पण तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, की भीती वाटते, अडचणी वाटू शकता. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही आतून काय आवाज येतोय आणि मला काय करावंस वाटतंय? माझा कल कुठे आहे? हे बघणं खूप महत्वाचं आहे. सर्वात पहिली आणि मो मोठी आणि महत्वाची अ, एक टिप आहे.
हं. हं. हं. हो. हां, हां, हां. हो, हो, नक्कीच. हं, हं, हं. हो. हं, हं. हं. हं. ओके. आणि अ, जसं तुम्ही म्हणालात, की तुम्हाला अ, स्वतः आपल्याला काय मिळवायचं आहे किंवा आपल्याला साध्य काय करायचं आहे? ही महत्वाची गोष्ट आहे. तर अशा वेळेस अ, जेव्हा म्हणतो करिअर स्विच करणं, अ, तेव्हा अ, फॅमिलीची पण काहीतरी प्रतिक्रिया येतात, की अ, नाही तू इतके वर्ष ह्या याच्यात फील्डमध्ये काम केलं आहे. तुला ती फील्ड नवीन फील्ड जमेल का? किंवा त्यांच्या जे निगेटिव्ह प्रतिक्रिया असतात. त्याला कसं हाताळलं पाहिजे मग?
हो. <chuckles> मला असं वाटतं, की अ, कुटुंबाचं खूप प्रेम असतं आपल्यावर. त्यामुळे त्या नकारात्मक प्रतिक्रिया येतात आणि 99% घरांमध्ये असंच होतं, की काहीतरी वेगळं करायला लागला, की आधी त्याला मागे खेचतात किंवा खाली ओढतात. अ, त्यांचा हेतू वाईट नसतो. पण अं, त्यांना ही भीती असते ना, की हा जर हारला, तर, तोच हार मानून काहीतरी त्याच्या आयुष्यात बिघडायला नको. त्या भीतीने किंवा त्या काळजीने ते म्हणत असतात, की "तू हे वेगळं काहीतरी करू नकोस". पण मला असं वाटतं, की जर तुम्ही कॉन्फिडंट असाल आणि तुमच्यात तो आत्मविश्वास असेल, की मला हे करायचं आहे. मी लगेचं त्यातचं यशस्वी होईन, की नाही हे मला माहिती नाही. पण, मला हा कॉन्फिडन्स आतून आहे, की मला हा फुल टाईम जॉब सोडून मला एक रिसॉर्ट उघडायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी वेगळा बिझनेस सुरु करायचा आहे. म्हणजे हे एक उदाहरण झालं. पण आतून आलेला कॉन्फिडन्स असतो ना, तो आपल्या कुटुंबाला नक्कीचं कॉन्फिडंट करतो.
हां. हं. हं. हो, हो. <chuckles> हां. हं. हं. हं. हं, हं. हं. हां. नक्कीच. एक अ, ते खरं तुम्ही छान म्हणाला, की जर आपल्याला स्वतःवर जर आत्मविश्वास असेल, की आपण करूच शकतो. तर आपल्या फॅमिलीलाही ते एक म्हणतात नाही कॉन्फिडन्स आपल्यावर भेटतो, की "हां, हे काहीतरी करेल." <chuckles> पण अ, हे जे आहे ना, की आपल्या तुम्ही जसं म्हणालात, की "99 घरात अ, फॅमिलीचं तेच असतं त्यांना चिंता असते." फॅमिलीची चिंता म्हणा किंवा आपण अ, ज्या समाजात राहतो अ, काही गोष्टी त्यापण अडथळा बनतात आपल्या अ, करियरबद्दल असं तुम्हाला वाटतं का ह्या गोष्टी?
हो. नक्कीच. हो. नक्कीच. माझं स्वतःचं उदाहरण आहे. म्हणजे मी सॉफ्टवेअरमध्ये 10-11 वर्ष काम केलं आणि मग त्यानंतर माझ्या आध्यात्मिक आवडी थोड्याश्या वाढल्या. जेणेकरून मी काउन्सेलिंग सुरु केलं लोकांचं. म्हणजे लोकांना अ, स्वतःच्या जीवनात कसा आनंद मिळवता येईल, ह्याच्या गोष्टी मी अध्यात्माद्वारे थोडंसं शिकवण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्या साठी अगदी म्हणजे वेडं म्हणाल तुम्ही मला मी माझा जॉब सोडून टाकला आणि मी ठरवलं, की नाही पूर्णपणेच मला यालाच समर्पित करायचं आहे स्वतःला. आता तो निर्णय बरोबर होता का, चुकीचा हा वेगळा भाग आहे. पण एक करियर स्विचच झालं नाही का? म्हणजे पूर्णपणे मी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला माणूस आता अध्यात्मात अं, आलेला आहे. तर हे कर
हं. हं. हं. ओके. हं. हं. अरे बाप रे! हां. हं. हं. अच्छा. मग तुम्ही अध्यात्मात अ, आला म्हणजे नक्की आता तुम्ही काय करता?
म्हणजे मी मेडिटेशन शिकवणे किंवा काउंसलिंग जे करतो आपण पर्सनल काउंसलिंग वैयक्तिक गोष्टींबद्दल सकारात्मक विचार कसे वाढवायचे वगैरे. तर ह्याचा माझ्या करिअरशी तसं बघायला गेलं तर किंवा शिक्षणाशी लांब-लांबपर्यंत संबंध नव्हता.
ओ! ओके, ओके. हां. अच्छा. काहीच नाही न हो. <chuckles>
तर, माझे नातेवाईक अर्थातच थक्क झाले. ते म्हणाले "हे काय करत आहेस तू?" म्हणजे, "वेडा आहेस का?" तोंडावर तर नाही म्हणाले पण मागे बोलणारे खूप असतात, नाही का? पण नक्कीच तुम्ही म्हणालात तसं की नातेवाईकांच्याही ज्या प्रतिक्रिया होत्या. त्या अगदी अशाच होत्या, की "हा काय करत आहे? ह्याला वेड लागलं आहे."
हो. मग तुम्ही कसं हाताळलं ते प्रतिक्रिया?
मी स्वतःला एक तर ओळखलं होतं आणि तो एक आत्मविश्वास ठेवला होता, की मला जे करायचं आहे ते माझ्या हितासाठी आहे आणि शेवटी आपल्यालाच आपलं आयुष्य जगायचं असतं. कोणीही आपलं आयुष्य जगू शकत नाही. आपले जे काही भोग आहेत म्हणा किंवा आपलं जे काही आपल्याला आनंद किंवा दुःख सोसायचं आहे, ते आपल्याच पदरात पडणार आहे. त्यामुळे दुसरे काय म्हणतात ह्याचा आपण अभिप्राय नक्कीच घेऊ शकतो. पण त्याचप्रमाणे चाललं पाहिजे हे गरजेचं नाही. म्हणून मी तो निर्णय नक्कीच घेतला माझ्या आयुष्यात.
हं. हो, हो. हं. हं, हं, हं. अच्छा. आणि मग अ, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही आधी अ, सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि आता तुम्ही कंप्लीटली अ, आध्यात्मिक अ, ह्याच्यात आला आहे फील्डमध्ये आला आहे. तर आधीच्या अ, तुमच्या कामाचा जो काही अनुभव आहे. तो इथे कुठेतरी त्याचा अ, यूज झाला आहे का डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट?
100% म्हणजे ज्या काही अ, टेक्निकल गोष्टी मला आज येतात, कॉम्प्युटरला संबंधित म्हणा किंवा मी अ, सॉफ्टवेअरमध्येच होतो पूर्णपणे ना, त्यामुळे काही थोडं-थोडं कोडिंग येतं किंवा मुळात एक अ, विंडोज सिस्टम म्हणा उदाहरणार्थ. आपल्या लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टम असते. त्याबद्दलच्या छोट्या-छोट्या गोष्टी जर मला येतात किंवा अ, ऑनलाईन काय जाऊन, काय बनवायचं? कसं बनवायचं? एखादा व्हिडिओ मी जर बनवला. आध्यात्मिक व्हिडिओ, एक शॉर्ट व्हिडिओ बनवला Instgramसाठी किंवा YouTubeसाठी. तर तो आज मी अगदी बोटाची चुटकी वाजवता-वाजवता बनवू शकतो. कारण मी सॉफ्टवेअरमध्येच काम केलेलं आहे. म्हणजे टेक्निकल गोष्टी जर मला येतात मी जर टेक सॅव्ही असेन तर ते पूर्ण श्रेय माझ्या ते करियरलाच जातं.
हं. हं. हं, हं. हां. हां. हं. हं, हं. हां. हं, हं, हं. हां. हां. अच्छा. पण त्या अ, तिथं जे शिकलात त्याचं ह्या क्षेत्रात, आता जे तुम्ही करताय. तिथं काय तुमचा वापर त्या शिक्षणाचा काय वापर आहे का? त्या एक्सपिरियन्सचा काही वापर आहे का?
हो, हो. नक्कीचं आहे ना, जसं मी म्हणालो, की आपण आजकाल सोशल मीडियाच्या युगात जगतो आहे किंवा डिजिटल युगात जगतो आहे. तर अ, मला जे काही सांगायचं असतं, जे काही बोलायचं असतं, ते मी अ, सोशल मीडियाद्वारे किंवा डिजिटल माध्यमांद्वारे बनवून शेअर करतो ना. तर ते मी अगदी टू परफेक्शन करू शकतोय, अगदी व्यवस्थित करू शकतोय. कारण ह्या सगळ्या गोष्टी मला आधीपासूनचं माहिती आहेत. की ...ब्राऊझर कसा आणि मी एक वेबसाईट उघडली त्याचबरोबर. त्यामुळे हे करिअर स्विच जरी मी केलं, तरी ती वेबसाईट करिअर चालू असतानाचं मी सुरु केली होती. आणि आता त्या वेबसाईटवरती अजून अ, आर्टिकल म्हणा किंवा ब्लॉग म्हणा किंवा छान-छान विचार, छान-छान गोष्टी मी टाकत राहतो. तर करिअर स्विच झाला. पण तिकडचं सगळं टॅलेंट म्हणा किंवा तिकडची सगळी कौशल्ये मी वापरतो आहे.
हं, हं, हं. ओ! ओके, ओके. अच्छा, अच्छा. अरे वाह! हां, हां, हां. म्हणजे कळलं. हां. अरे वाह, वाह, वाह! इथे तुम्हाला युज आली ती. नक्कीच. अ, म्हणजे तुम्ही तर आता मेडिटेशन म्हणजे, ह्याच्यात आहात अ, फील्डमध्ये आहात. म्हणजे आधीचे जे तुम्हाला नॉलेज भेटलं होतं अ, त्याचा तुम्ही छान अ, रित्या तुम्ही वापर करून घेतलात आणि वापर झाला. अ, ही खरंच अ, खूप चांगली गोष्ट आहे. तर जेव्हा तुम्ही अ, आधीचा जो तुमचा जॉब होता, जेव्हा तुम्ही सोडला आणि अ, जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये जॉइन झाला, तर अ, तुम्ही काय असं आर्थिक नियोजन केलं होतं का? कारण हे एकदम नवीन आहे. सुरुवातीला तर काय एकदम पैसे हे भेटणार नाहीत. तर असं काही डोक्यात होतं का, की आपण काहीतरी आर्थिक नियोजन करणं पण गरजेचं आहे?
अं, नव्हतं खरं सांगायचं तर. म्हणजे तडकाफडकीच घेतलेला निर्णय होता. अं, पण जसं मी म्हणालो करियर स्विच करतानाची एक खूप महत्वाची टिप जसं मी म्हणालो ना, की जी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे एक धैर्य ठेवणं आणि मनात स्थैर्य ठेवणं, की जे काही घडेल ते चांगल्यासाठीच घडेल आणि जर हा मनात विचार आला आहे. तर तो कुठूनतरी त्या परमेश्वराकडूनच आलेला आहे असं मी मानतो. तर परमेश्वरच रस्ता दाखवेल पुढचा. हे धैर्य मी नक्कीच ठेवलं होतं आणि थोडासा लवचिक पण राहिलो मी. म्हणजे एक थोडीशी फ्लेक्सिबिलीटी ठेवली मी, की हे नाही झालं तर हे म्हणजे पूर्णपणेच मी आता म्हणजे 24 तास अध्यात्माकडेच देतो असं नाही. मी पार्ट टाईम काम त्यानंतरच सुरूही केलं होतं. म्हणजे नोकरी सोडल्याच्या 1-2 वर्षातच मी पार्ट टाईम काम सुरू करून, तीही कंटिन्यूटी ठेवली होती. त्यामुळे अ, एक पैश्यांचा काही प्रॉब्लेम आला नाही. पण असं नक्कीच झालं, की आपली सॅलरी येत नाही ना, महिना अखेर
हां. हां. ओके. हां. हं, हं. हं. हं. अच्छा. हं. अच्छा. बरं. हां. महिना. हां.
तेव्हा थोडासा एक धक्का बसतो वेगळं वाटतं, की "अरे! आपण हे करियर बदललं, आता कसं होणार आपलं?" पण मी जसं म्हणालो, की "स्थैर्य, धैर्य आणि लवचिक राहणे खूप महत्वाचं असतं."
अरे वाह! वाह! वाह! नक्कीच. अ, म्हणजे ती एक म्हणा, की अ, रिस्क होत रिस्क अ, तुम्ही घेतली आणि तुम्हाला स्वतःवर तितका एक अ, आत्मविश्वास होता. अ, ही खरंच अ, खूप चांगली गोष्ट आहे. अ, काही लोकांना अ, असं वाटतं, की आता करिअर बदलण्यासाठी अ, खूप उशीर झाला आहे. अ, तुम्हाला असं वाटतं का, की अ, एक त्याचं एक एज असते, की ह्या एजपर्यंतच तुम्ही करिअर स्विच करू शकता. त्याच्यानंतर मुश्किल आहे असं तुम्हाला वाटतं का? काय विचार आहेत तुमचे?
नक्क नाही मला नाही वाटत. मला असं वाटतं, की जर एखाद्या व्यक्तीला जोडीदारही 60व्या वर्षी मिळू शकतो. तर करिअर तर खूपच छोटी गोष्ट आहे. म्हणजे करिअर हे तुमच्या आतून आलेला आवाज असतो, की मला करिअर बदलायचं आहे. तर आणि तो आतून आलेला आवाज कधीच चुकीचा नसतो. त्यामुळे, तो कुठल्याही वयात आला तर जर तुम्ही थोडेशे मजबूत राहिलात आतून, तुमचा पाया तोपर्यंत मजबूत केला दररोज त्या क्षणापर्यंत, तर तुम्ही कधीही करिअर स्विच करू शकता आणि त्यात यशस्वीही होऊ शकता.
हं. हां. हां हं. अरे वाह! खरंच म्हणजे ते एक अ, म्हणतात ना, की नक्कीच ते ऐकून कोणालाही अ, एक कॉन्फिडन्स भेटेल. अ, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून अ, म्हणजे एक कळलं, की करिअर बदलणं म्हणजे एक आपण म्हणू शकतो धाडस, विचार, तयारी आणि थोडं अ, मनाचं स्थैर्य अ, असणं हे खरंच खूप गरजेचं आहे. स्वतःवर आत्मविश्वास अ, पाहिजे. भले लोकं तुम्हाला काहीही म्हणू पण ते एक आत्मविश्वास जर आपण स्वतःवर असला. तर आपण नक्कीच आपले ध्येय धैर्य जे आहे ते आपण साध्य करू शकतो. अ, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अ, खूप काही शिकायला भेटलं. खूप काही माहिती भेटली आणि तुमचा टाईम दिल्याबद्दल धन्यवाद.
हो. नक्कीच. <chuckles> मलाही छान वाटलं करिअर बदलण्याबद्दल अ, तुमच्याशी बोलून आणि तुम्ही शांतपणे ऐकलंत. त्याबद्दल तुमचेही धन्यवाद.
<chuckles> धन्यवाद.